अरे वा! छानच आहे बरं का मग. कम्फर्ट झोन पाहिजे पहिले, काहीही असू दे. नक्कीच आणि खराब मूड असला आणि त्याच्यामध्ये कम्फर्टेबल कपडे जर आपण घातले नाही तर ते मूडमध्ये, हो.
मूड बदलायला तर नक्कीच पाहिजे. मग अजून चिड-चिड होते आपली, अजून चिड-चिड, अजून रागावता समजा एखादं फॉर एक्झाम्पल माझा मूड अगदीच खराब आहे आणि मग तिथे नेमकंच काहीतरी म्हणतो ना, की अ, कोणतरी कुठेतरी पूजेला वगैरे जायचंय म्हणून मग साडी नेसलीये आणि मग ती साडीचा रंग जर नसेल माझ्या आवडीचा किंवा अगदीच नेसायची म्हणून नेसली आहे, तर मग ती जी चिड-चिड होते, ती काय मग, <laughs> आपण म्हणतो ना, नाहीये किंवा एखादा ड्रेस घातला आहे, ज्याची का अ, ओढणी सारखीच घसरून पडते खांद्यावरून आणि मूड खराब आहे, तर मग ती ओढणी गुंडाळून डायरेक्ट पर्समध्येच जाते. <laughs>
हं. हं, हं. हो ना. हां. खरंच ना. मग तर काही टेन हं, हं. बापरे! हो. तसंच होतं. बापरे! म्हणजे बघा ना, कसं होतं ना मुडमध्येही कपडे कसे अ, कॅरी करायचे आणि कसे ते ठेवायचे त्याच्यामध्येही परिणाम जाणवतो. मग बघा ना, असं तुम्ही सांगितले, तुम्हाला न नवी कपडे वगैरे खूप छान वाटतात नाही का घालण्यासाठी, मग ते फॅशन ट्रेंड्स आणि सोशल मीडियाच्या प्रभावामुळे झालंय का, तर ते कितपत येतं मग तुमच्या मुडमध्ये जे आउटफिट चेंज होतात ते? म्हणजे Instagram बघून बदल झालाय का कसं त्याची स्टाईल आहे?
बरोबर. हो. बऱ्यापैकी होतं. Instagram जरी मय मी फॉलो एवढा नसेल ना करत इन्स्टा, तरी पण अ, कसं आहे, आम्ही मुंबईमध्ये आता तुम्ही तुम्हाला माहिती असेल, की प्रचंड गर्दी असते. त्यामुळे जरी मी फॉलो नसेल करत इन्स्टा, तरी पण बरेच जण आहेत जे ते फॉलो करतात आणि मग असं होतं ना, की तो ट्रेंड रन होतो.
हं. बरोबर. हं, हं. बरोबर.